हो, नक्कीच. अ, अ, थंडी आली की जरा म्हणजे थंडी आतून थंडी वाजते. मग काहीतरी असं गरम-गरम प्यायची तलब येते नेमकी आणि मग त्यावेळी चहा, कॉफी असे ऑप्शन्स असतात. प पण चहाच्या टायमिंगला मी चहा पिते आणि इतर वेळी असं गरम पाणी करून त्याच्यामध्ये थोडासा मध घालून किंवा अ, त्याच्यामध्ये मोरावळा वगैरे घालून पण मी पिते. म्हणजे थोडं बरं वाटतं आणि हेल्थच्या दृष्टीनं पण ते खूप चांगलं वाटतं मला पर्सनली आणि चहा पण असतो माझा म्हणजे चहामध्ये पण मी असे बरेच अ, एक्सपेरिमेंट करत असते. म्हणजे असा प्लेन चहा नाही घेत आणि थंडीच्या दिवसातला चहा तर एकदम आहा! मस्तच. म्हणजे क्या बात हे! असंच वाटतं म्हणजे हां आणि खाण्यापेक्षा ते दुसरं म्हणजे चहासारखा घ्यावा वाटतो. मग त्यामध्ये चहामध्ये पण मग अ, औषधी असं टाकते. अगदीच दुधाचा असा करत नाही म्हणजे पूर्ण दुधाचा करत नाही मी. कधीतरी असा दुधाचा पिते. नाहीतर मग अ, पाण्याचाच चहा बनवायचा. त्याच्यामध्ये मग अ, हे वेगवेगळे मसाले टाकते मी. म्हणजे असा घरगुती मसाला तयार करून ठेवला आहे मी चहाचा. तर त्याच्यामध्ये दा हां. दालचिनी वगैरे असं त्याच्यामध्ये अंश असतो थोडासा. अगदी थोडीशी मिरी असं घालते आणि थोडंसं म्हणजे हां. म्हणजे चवीसाठी अ, चक्रफूल किंवा जरासा धने वगैरे असं पण मी त्याच्यामध्ये टाकते आणि एक डिफरंट असा मसाला अ, तयार होतो तो घरगुती होतो आणि वेलची वगैरे पण त्याच्यात तुम्ही टाकू शकता. नाहीतर मग तयार मसाले मिळतात बाजारात. अ, मग ते कसे असतात, काय असतात? तरी पण मी करते ट्राय कधी-कधी. वेगवेगळे मसाले ट्राय करत असते. तर त्यामुळे असं एक अ, विशिष्ट असा स्वाद येतो. मग मस्त वाटतं. मग चहा आपलं अ, सूर्योदयाकडे बघत-बघत बागेत चहा घ्यायचा मस्त गरम-गरम. अ, शेकोटी पेटवायची आणि तिथे चहा घेत बसायचा. असं. हां.
हो. हं, हं. हं. <chuckles> अगदीच. अरे वाह! हं, हं. अच्छा. अरे वाह! हो, हो. हां. हं, हं. हं, हं. हं, हं. नक्कीच, नक्कीच. <laughs> अरे वाह, वाह! म्हणजे ते तर अगदी एकदम एकदम असं काय म्हणतात ते मनच असं एकदम शांत होऊन जातं, रिलॅक्स वाटतं की यार किती शांत एकदम शेकोटी चहा वगैरा सोबत.
हो, हो, हो. रिलॅक्स वाटतं. हो ना. हो.
नक्कीच, नक्कीच. तर अ, एकदम अशी तुम्ही एक असं तुमच्याकडे अशी काही ड्रिंक वगैरे आहे का? एका प्रकारची जी जी की तुम्ही अ, एकदम कामावरनं आल्यावर असे थकून थकल्यावर एकदम पिता की एकदम ते तुम्हाला एनर्जी फील होते नंतर? तुम्ही काहीही करू शकता असं ते.
हां.